तुमच्याबरोबर बसेल मी पण त्याच्यानंतर मी नंतर 10 वाजता आपल्या रूममध्ये यायचं कामं करायला बसायचं, त्याच्यामध्ये शिकून घ्यायचा YouTubeवर व्हिडिओ बघायचा अ, आणि त्याच क्षणी मी कहाण्या ऐकणं सुरू केलं होतं. ऑडिओबुक्स.
हां. अच्छा.
त्यांचं मला स्टोरीटेलिंग समजून घ्यायचं होतं. त्यांची स्टोरीटेलिंग कशी असते. तुम्हाला जर स्टोरीटेलिंग या कंटेंट क्रिएशन शिकायचं ना, पहिले तुम्ही ऑडिओबुक्स खरंच ऐका. त्या लोकांची स्टोरीटेलिंग एवढी एंगेजिंग असते ना, की तुम्ही कनेक्ट होतात त्याच्याबरोबर.
ओके. नक्कीच.
आणि मग त्याच्यामधून तुम्ही शिकूनही घेतात, की कसं काय, काय नसतं बरोबर.
हं, हं.
तर तेव्हा त्याच्यानी मी शिकून घ्यायचं मग त्याच्यानंतर मी कोर्स घेतला होता. त्याच्यामध्ये असं होतं, की अ, तुम्ही असं आपल्या जीभवर असं पेन्सिल लावून ठेवा. तर तुम्ही जे तुमची हां, प्रोनन्सिएशन व्यवस्थित अ, अगदी स्पष्ट होण्यासाठी.
हां म्हणजे प्रनंसीएशन उच्चार व्यवस्थित होण्यासाठी स्पष्ट होण्यासाठी कारण बोललं, की किती वेळा तोंडातल्या तोंडात बोललं जातं मग त्यामुळे ते हो.
हो आणि तुम्ही माइकवर बोलता ना अ, आणि जो माइकचा संवाद असतो ना आणि जेव्हा तुम्ही ठीक आहे तुम्ही रेकॉर्ड करताय तर चालतं पण असं कुठे खूप मोठ्या ठिकाणी बोलताय तुम्ही दिल्लीला होतो मी आणि तिथे खूप मोठे-मोठे इन्फ्लुएन्सर त्याच्यामध्ये जाऊन बोलायचं होतं. त्यांचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आणि आमचे टेन के अशी सुरुवात झालेली होती.
हां, हां. अच्छा. मग एक-एक, एक-एक शब्द स्पष्ट पाहिजे आणि एक-एक उच्चार आणि एक स्टोरीमधला प्रत्येक भाग स्पष्ट पाहिजे. <chuckles>
हो, अगदी आणि त्या उ उच्चारण बरोबर तुमचं अ, फेसवर ना कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे, की तुमच्याकडे तो आत्मविश्वास आहे.
हां. हां, हां. मग त्याची तयारी कशी केली? तुम्ही प्रॅक्टिस केली, सराव केला आधी तुम्ही स्पीच बनवला आधीच का अ, तयार होतं तुमचं का कोणी लिहून दिलं? का तुम्ही तयार केलं आणि पाठ केलं?
तर त्याची खूप गर नाही दिल् दिल्लीवर जेव्हा मी दिल्लीला पहिला इव्हेंट होता माझा दिल्लीचा आणि त्याच क्षणी एवढे मोठे-मोठे इन्फ्लुएन्सर होते ज्यांना मी पाहून शिकलो होतो स्वतः. हे असं बोलतात, तसं बोलतात. ज्यांच्याशी मी शिकलो ना, त्यांच्याबरोबर उभं राहून मला बोलायचं होतं.
हां, हां. अच्छा.

अच्छा.
तर मी खूप मेहनत करत होतो. प्रोडक्शन इनचार्ज होतो मी तिथे. तर खूप मेहनत केली मी. की मला काम असं करून घ्यायचंय, तसं करून घ्यायचंय. हे करायचंय, ते करायचंय. मतलब मेहनत सुरू होती. खूप छानशी 1.5 वर्ष, 2 वर्ष मला समजलंच नाही माझा टाईम कधी निघाला. आणि मी 2 वर्ष एक्सपिरियन्स झालो. हो.
अरे वाह! अरे वाह! म्हणजे एवढं झोकून दिलं तुम्ही त्याच्यामध्ये, की तुम्हाला जाणीवच नाही झाली, की एवढा मोठा काळ गेला.
आणखीन काय? तर अ, <chuckles> 2 वर्ष मतलब खूप मोठं असतात. ज्या जेव्हा तुम्ही स्वप्न एवढी मोठं बघतात ना, तुम्हाला असं तुमच्यासाठी ना एक मिनिटं पण खूप किमतीचा असतो.
नक्कीच.
तर अ, माझ्याबरोबर ते झालं मी 2 वर्ष लक्ष नाही दिलं खूप मेहनत केली. मग नंतर ना, मला एक माझा मित्र होता. तर तो मला म्हणाला, "काय भावा" "कुठे आहे तुमचं स्वप्न आणि कुठे गेली तयारी?"
हां. म्हणजे त्याला ते तुम्ही कधीतरी बोलून दाखवलं होतं का की असं तुमचं स्वप्न आहे?
तर मला हो, हो, हो. तो माझा तो माझा परम मित्र होता. आज पण आहे. पण अ, कसं असतं ना, आपण जेव्हा आपण मोठे होतो. ते काय म्हणतात ना ते संसारामध्ये लागतो ना, आपली मैत्री हां.
हां. हां. म्हणजे तो त्याच्या संसारात, तुम्ही तुमच्या संसारात. आता ते इम्पोर्टंट झालं ना मैत्रीपेक्षा? अच्छा. म्हणजे
हां. मैत्रीपेक्षा. तर मग कधी पण एकदा भेटला होता तो.
अच्छा.
तर तो मला म्हणाला, "काय झालं तुझ्या स्वप्नांचं? काय चाललंय त्यांच्यावर त्याच्यावर काम काय चाललंय? कसं करतोय?"
अच्छा. मग तुम्हाला लगेच जाग आली, की अरे माझं स्वप्न पण आहे. <chuckles>
अरे हां, मी हेच विचार केला. म्हटलं, "अरे! हे स्वप्न बघितले होते ना मी? 2 वर्षामध्ये ह्याच्यासाठी कामच नाही केलं."
हो. मग?
तर मग त्याच्यानंतर अ, अशी जाणीव आली. आणि असं नाही, काय असतं, की जेव्हा एक

तर मला थोडंसं असं वाटलं, की आणि अ, स्क्रिप्ट मी आठवण नाही करू शकत. माझं माझी थोडीशी ती प्रॉब्लेम आहे. मी अ, समजून घेतो.
अरे वाह! पण नॅचरली तुम्ही बोललात व्यवस्थित मग. जे काही शिकलात त्याच्यातून.
हो, नॅचरली मी बोललो व्यवस्थित. हां, ते बोललो. हां. <chuckles>
अरे वाह! म्हणजे यशस्वी झालाच ना. तुम्हाला जे हवं होतं, तुम्हाला जे बोलायचं होतं, करायचं होतं, फिरायचं होतं. तुम्हाला ते मिळालं पण तुम्ही भरपूर त्यासाठी मेहनत घेतली. जर नवख्या लोकांना जर असं हवं असेल, एखादी गोष्ट सुरू करायची असेल अ, यशासाठी तयारी करायची असेल, तर एक काही टिप देऊ शकाल का?
हं. अगदी बस ह्याच्यामध्ये थोडंसं हां,… म मेहनत केली. आपल्याला आपला जो पॅशन या मग जो लक्ष्य बांधून ठेवलंय ना त्याला फॉलो करत राहायचं. आणि 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, 2 वर्षानंतर स्वतःला विचारा, जे लक्ष्य मी ठरवून घेतलंय त्याच्यापुढे मी चालतोय? त्याच्यासाठी काम करतोय की नाही करतोय? या माझी गधा मजदुरी चालू आहे. का की लोकांचे खूप काही स्वप्न असतात. कोणाला आई-बाबांना घर करून द्यायचं असतं, कोणाला आई-बाबांना बाहेर घेऊन जायचं असतं. तर तुम्ही सतत विचार करत राहा तुमचं एक स्वप्न आहे. एक ड्रीम बोर्ड बनवायचा मस्तपैकी. माझ्या रूममध्ये आहे आज पण. पण तिथे माझे बायकोचे काही ना काही ते झुमके वगैरे टा टांगलेले जातात आजकाल. पण ठीक आहे तुम्ही री बो बोर्ड बनवा. हां. हां, ड्रीम बोर्ड बनवा. जो तुम्हाला रा दिवस-रात्री दिसेल ना त्याच्यावर तुम्ही काम करू शकाल. दिसायला पाहिजे तुम्हाला तुमची स्वप्न. तेव्हा तुम्ही पुढे वाढू शकता.
अच्छा. नक्कीच. अरे वाह! <laughs> नाही. मग दिसेल असं फक्त लावा. हां. विसरू नये असं. हां. नक्कीच.